बरोबर आहे. पण तुमची अ, वैयक्तिक पसंत काय आहे ह्यामध्ये? म्हणजे आपल्या गाणी तुम्हाला छान वाटतात का ती मागे जी बॅकग्राउंड म्युझिक किंवा वाद्य ऐकून छान वाटतात, ती गाणी तुम्हाला पसंत आहेत?
मला ना 2न्ही गाणी, असं काही नाही, मला 2न्ही गाणी आवडतात, म्हणजे सगळीच एकंदरीत. असं नाही. म्हणजे म्हणतात ना, गाण्यांना अ, म्हणतात ना, जी गाणी आपल्याला त्या-त्या टाईमला, म्हणतात ना ट्रेंड असतो. अ, मग त्या-त्या टाईमला जी आपण ऐकतो. मग म्हणतात ना, की जरी मी तुम्हाला म्हणाले की ते जे गाणं होतं ज अ, जेव्हा ट्रॅव्हल करत होते, ते काका गाडी चालवत होते, तेव्हा त्यांनी जे गाणं लाव ते देखील मला नंतर आवडायला लागलं. म्हणजे असं काही चॉईस नाही किंवा आपण ऐकलेलं असतं, मग त्या आठवणी असतात त्या प्रत्येक अ, गाण्यांसोबत अशी मला बॉलिवूड, हॉलिवूड अशी सगळी, आपली मराठी गाणी अ, किंवा जे ट्रॉलीवूड मधली अशी
हां. बरोबर आहे की. हां. हां. <chuckles> होय. मग अशी एखादी तुमची आवड, आवड म्हणजे
माझी अशी पूरं प्ले लिस्ट आहे. तर त्याच्यामधले मी सगळे मला भजनं देखील ऐकायला भरपूर आवडतात. आपल्या जी जुनी आहेत. अ, जे सगळे गायक किंवा संगीतकार गातात अ, किंवा जी आपली लता मंगेशकरांनी गायलेली, आशा भोसले किंवा जी जुनी एकदम आहेत. तर ती जे अरिजित सिंग पण बघा ना, असं त्यांच की त्यांना अर्थ आहे. जसं की कोळी गीत आणि बंगाली अशी मिक्स असतात. तर ती देखील मला गाणी सगळीच एकंदरीत मला ती गाणी भरपूर आवडतात. कारण कसं आहे बघा ना, त्या म्हणजे सोशल मीडियावर काय होतं की भरपूर गाणी आपण ऐकत असतो दिवसभरात. आपल्याला ती कोरियन पण गाणी असतात आज-काल. तर ती देखील आपल्याला बोलता येत नसतं. पण आपण ते म्हणतात ना, शब्दांनी आपल्याला त्या गोष्टी समजतात. म्हणजे म्हणतात ना, ते लिरिक्स आपल्याला कळलं किंवा म्युझिक लागली की, आपण कळू शकतो की अरे हां, हे गाणं आहे. पंजाबी जी गाणी असतात ते तर आपण मराठी आहोत, पण मग आपण ती देखील गाणी आपण ऐकतो. जसं की न्यू आपण, जसं कुठे बाहेर गेलोय किंवा एखाद्या क्लब्समध्ये आपण जातो, तेव्हा आपल्या रात्रीची अशी रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा तिथे वेगळी गाणी लावली जातात. मग प्रत्येकात
हां. होय. र अर्थ, हां. बरोबर आहे की. मग हां. नक्कीच. हो. <chuckles> बरोबर आहे की. हम्म. तरी एखादं असं गाणं की ज्या गाण्याशी तुमच्या काही आठवणी जोडल्या आहेत, असं एखादं गाणं.
अशी तर भरपूर गाणी आ हां तर मला असं वाट
की त्या आठ की ती गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची आठवण होती वगैरे?
हां. तर मी तेव्हा, जेव्हा मी कॉलेजला होती ना, तेव्हा मी सनम पुरी यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट अटेंड केलेला. तर त्यांनी कशी जी जुनी गाणी होती, तर त्याच्यामधली ती जुनी गाणी त्यांनी नवीन व्हर्जनमध्ये आपल्याला दाखवलेली त्यावेळेला. तर मग त्यांची भरपूर गाणी होती, जशी की लगजा गले, आणि पुन्हा गुलाबी आखें अशी भरपूर त्यांनी गाणी की अ, केलेली होती जी जुनी होती, आणि ती बघा तेव्हा जुनी गाणी आपण ऐकायचो नाही किंवा आप की नजरो ने समझा, तर ती नंतर त्यांनी नवीन व्हर्जनमध्ये, तेव्हा आपण सगळेच ते ऐकायला लागलो. ट्रॅव्हल करताना म्हणा किंवा काही. तशा, अशी वेगवेगळी गाणी असतात ना की त्यामुळे माझं त्यावेळेला कॉलेज होतं, त्यामुळे ती अशी आपल्याला आठवतात ती गाणी. तर ती जास्त करून अ, मला हां, आठवतात.
हां. हां. बरोबर आहे. हां. नाही, खरं आहे की. हो. बरोबर आहे की. नाही, खरंच आहे. म्हणजे मोबाईलमुळे तुम्ही संगीत आपण कशा पद्धतीनं शोधतो आणि त्यात आता काय कशा पद्धतीने बदल झालाय किंवा जे आपली अ, लोकसंगीत असतील, स्थानिक संगीत असतील, त्या संगीतांना सुद्धा आपण ह्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रोत्साहन देऊ शकता किंवा उभं राहू शकतो ह्याच्याबद्दल म्हणजे तुमच्याबरोबर बोलून खरंच फार छान माहिती मिळाली मला. आणि नक्कीच मला तुमच्याबरोबर पुन्हा बोलायला नक्की आवडेल.
मला पण खूप छान वाटलं. अ, मला पण खूप छान वाटलं, आपण एकदम महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा केली आणि खरंच मस्त वाटलं. तर नक्कीच आपण परत भेटूयात. धन्यवाद.
हो.

बरोबर आहे की. आणि तरी तुम्ही मोबाईलचा म्हणजे संगीत शोधण्यासाठी, कसा वापर करता? म्हणजे तुम्हाला जे गाणं आवडतंय त्याची एखादी ओळ टाकली किंवा तुम्हाला प्रादेशिक ऐकायचे आहे किंवा कुठे नक्की जाऊन तुम्ही काही ॲप्स असतील, त्याच्या दृष्टिकोनातून? किंवा Googleवर कश्या पद्धतीने शोधता तुम्ही ही गाणी वगैरे?
नक्कीच मला तर वाटतं बघा, आपल्या मला जर गाणं आवडलं ना, कोणाचं स्टेटसला किंवा Instagram रीलला, तर ते आपल्याला तिथे कोपऱ्यामध्ये ऑप्शन असतो बघा त्यांचा की ते कुठलं रिअल आहे, म्हणजे म्युझिक म्हणून. आपण जेव्हा एखादी रील्स बघतो, त्या साइडला जो म्युझिक ट्रॅक असतो तो दिसतो आपल्याला. तर तसं बघते आणि मग ते जे गाणं मला दिसलं की मग ते परत मी YouTubeवर जाऊन सर्च करते. अरे! मग कळतं, अरे! हे गाणं आहे किंवा ह्यातलं ते कडवं आहे. मग ते गाणं मी ऐकते. असं मला वाटतं आणि मी तसंच करत असते. एकंदरीत, कारण कसं-कसं, कसं असतं ते अल्गोरिथम
हां. <chuckles> बरोबर आहे. हां. हां. हं. हम्म. होय. तरी एखादं असं उदाहरण कोणतं की तुम्हाला ते गाणं आवडलं, मग तुम्ही सर्च केलं वगैरे कशा पद्धतीने? एखादं उदाहरण वगैरे असलं तर
हां. तर अल्गोरिदममुळे आपल्याला भरपूर अ, गाणी आपल्याला बघायला मिळतात. अ, तर मला असं वाटतं की जेव्हा एक पंजाबी गाणं होतं ते, 2-3 वर्षापूर्वी आलेलं दोन हजार एकवीसमध्ये मला तर वाटतं, तर ते साहिबा म्हणून जे गाणं होतं तर ते मला खूप आवडलं रील्समुळे, त्यातली जी कडवी होती तर ती मला खूप आवड आवडली. आणि मग नंतर ते मी ते त्याच्यावरच ऐकत होती रील्स सारखं-सारखं तीच रील. मग नंतर मला वाटलं, अरे! मी इथे का ऐकते आहे? चला, मग मी तिथे जाऊन मी YouTubeला गेली आणि मग मला समजलं की, अरे! ते पण असं गाणं आहे. मग तेव्हा मी सर्च केलं तेव्हा मला कळलं की YouTubeला किती 2021 साली आलेलं गाणं आहे आणि ते आता फेमस झालं दोन हजार पंचवीसला. हो, मग तेच, म्हणजे कोणतंही गाणं कधीही म्हणू शकता. म्हणतात ना की प्रत्येकाचा वेळ येऊ शकते कधीही, मग ती त्या गाण्यांमुळे असं मला वाटतं. म्हणजे कोणतंही गाणं बघा ना फेमस होत. मग ते आ कोळी असू द्या, कोळी गीतं असुद्यात अ, किंवा जी भारुडं आहे, ती असू द्यात किंवा जी जुनी अ, हिंदी किंवा जी इंग्लिश गाणी, सगळी गाणं आता मला तर वाटत YouTube किंवा Instagramने एक प्लॅटफॉर्म दिला, की ती गाणी कधीही फेमस होऊ शकतात, असं मला वाटतं. एखादी रिल फेमस झाली त्या गाण्या वापरून तर नक्कीच ती गाणी फेमस होतात, असं मला
हां. होय. <chuckles> हां. हम्म. अरे! म्हणजे बरेच जण आहेत ते आत्ता हे होते. <chuckles> नाही, नाही, खरं ते. हां. हम्म. हो. नक्कीच. खरं आहे की. तरी तुम्हाला असं वैश्विक पातळीवर जर का पाहायचं झालं, तर तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी जास्त आवडतात? किंवा आपल्याकडं म्हणजे आपलं जे शास्त्रीय संगीत आहे ते वेगळं आहे किंवा आता अ, कोरियामध्ये काही प्रकार चालतो, त्यांचं पॉप कल्चर असेल किंवा अमेरिकेत सुद्धा काही वेगवेगळ्या पद्धतीचे गाणे असतील, डी-जे वगैरे किंवा तिथं नुसतं वाद्यांवर जास्त बल दिला जातो वगैरे. मग अशी कशा प्रकारची गाणी तुम्हाला जास्त छान वाटतात? आणि ती मोबाईलवर उपलब्ध आहेत का? अशी एवढी?
हं. बरोबर. हो, हो. नक्कीच. मला मला सगळी हो, हो सगळी गाणी मो म्हणजे Spotifyच तुम्ही हे घेतलंत, सबस्क्रिप्शन किंवा अ, YouTubeला तर सगळीच गाणी मिळतात आपल्याला, की एखाद्या कलाकाराचं नाव टाकलत की त्याची जी लिस्टच्या लिस्ट त्याची मिळून जाते आपल्याला. आणि जसं की Coke Studios आहे, तर त्यांचे देखील एक प्रोग्राम असतो त्याच्यावर आपल्याला ती गाणी बघायला मिळतात. म्हणजे एकंदरीत सगळीच म्हणजे देशभरातली, बघा ना प्रत्येकाला तो एक प्लॅटफॉर्म दिला जातो, तिथे आपल्याला अ, म्हणू शकतो की अ, मा म्हणजे भारतातली म्हणा, म्हणजे देश परदेशातली जी गाणी असतात ती देखील आपण ऐकतो आणि आपल्याला छान वाटतात ती गाणी. अ, तर मला असं वाटतं की Coke Studiosमुळे देखील आपल्याला भरपूर गाणी देशभरात वापरली जातात. तर ती देखील आपल्याला अ, ऐकायला मिळतात.
हां. बरोबर आहे की. नक्कीच. खरं आहे की. हम्म. हां.